हां. <chuckles>
<chuckles> मग आपण सहज काढायचो आणि ते अ, फ्रेम चांगल्या असल्या कारणाने म्हणजे, फ्रेम कळत असल्या कारणाने ऑटोच असल्यामुळे ते फोटो छान यायचे आणि मी हे करायचं. पण अ, असं मनात असंही वाटलं होतं, की नाही आपण आहे ना अ, यातलं अ, शास्त्रशुद्ध शिक्षण घेतलं पाहिजे. आणि माझं
हां, हां. अच्छा, पण तुम्हाला कळलं कसं की जे तुम्ही करताय ते शास्त्रशुद्ध नाही. कारण की तुमची तर एवढी वाह, वाह होत होती?
नाही, नाही. पण ते अ, हे तर कळतच होतं, की मी काहीच करत नाही. मी फक्त बटन दाबतोय. पण दुसरे जेव्हा मी दुसरीकडे जेव्हा बघायचो, जे मोठे फोटोग्राफर्स होते. त्यांचे कॅमेरा मोठे असायचे, लेन्सेस असायचे. ते काहीतरी त्यामध्ये ना हाताळायचे, काहीतरी करायचे ते. इथून लेन्स फिरव. इथून हे कर. काहीतरी काहीतरी करायचे.
अच्छा-अच्छा. अच्छा-अच्छा. म्हणजे तुम्हाला एक असं कुतूहल वाटायला लागलं, की असं काय ते करतात वगैरे? मग त्यांचे फोटोज वगैरे बघा बघितलेत का? काय तुम्हाला फरक जाणवला, की
असतं. हां. हो, हो. त्यांचे फोटो आणि माझ्या फोटोमध्ये अ, खूपच फरक होता ना. कारण ते एक अ, फोटो असताना ती एक डेप्थ असायची. तर तेव्हा मला तो डेप्थ शब्दही कळत नव्हता. पण मला कळायचं, की माझं चित्र आहे ना असं सपाट दिसतंय आणि त्यांचं चित्र असं 3 डी सारखं दिसतंय. ही वस्तू जवळ, ती वस्तू लांब, वगैरे असं दिसतंय.
हां, हां. हं. अच्छा. ओके. एक हं, लाईव्हली वाटतंय. काय आहे असं, की त्याच्यात एकदम जिवंतपणा आहे? असं तुम्हाला जाणवत असेल. बरोबर. बरोबर. मग पुढे काय केलं?
असं काय आहे? हो, हो, हो. येस येस. मग पुढे म्हटलं याचं आपण शिक्षण घ्यायला हवं. पण मग हो, पण मग त्यासाठी मग मुंबईमध्ये जाणं फार गरजेचं होतं. अ
अच्छा. मग तुम्ही ह्याच्यातच करियर वगैरे केलं का? तुमचं वेगळं काहीतरी शिक्षण होतं?
नाही, नाही, नाही. माझं मी एसी इंजिनिअरिंगचं माझं चाललेलं होतं वर्ष आणि हां, ह्यामध्ये मी सहज एक आवड म्हणून. तर मग इकडे मी कॉलेजला असल्या कारणाने आमच्या गावी, तर अ, मुंबईला जाणं काही शक्य नव्हतं. मुंबईला जे जे स्कूल ऑफ आर्ट आहे. तिथे फोटोग्राफ ग्राफीचा कोर्सेस असायचे ते. म्हणजे शॉर्ट टर्म ही असायचे आणि अ, अगदी 3 3 वर्षाचे पण असायचे ते कोर्सेस. हां.
अच्छा-अच्छा. हं, हं. हां, हां. हम्म. अरे, वाह! हे माहित नव्हतं. म्हणजे मोठे होते हे माहीत होतं नव्हतं, म्हणजे माहित होतं, पण छोटे पण होते 3 3 महिन्याचे हे माहित नव्हतं.
हां, हां हां. हो, हो, हो. अगदी अ, क्रॅश कोर्सेस आहेत ना तिथेही आहेत. अ, जर तुम्हाला म्हणजे इंटरेस्ट जर असेल तर पुण्याला एफ-टी-आय आहे, तिथे आहेत. असे बऱ्याच ठिकाणी छोटे कोर्सेस पण आता अव्हेलेबल आहे आहे.
अच्छा-अच्छा.